अग अगदी बरोबर. मला असं वाटतं ना, ह्या सगळ्या ज्या नवीन गायिका आहेत, त्यांचं इन्स्पिरेशन म्हणजे लता दीदी आहेत. लता दीदींसारखा आवाज मला असं नाही वाटत, की त्यांचा आवाज कोणी रिप्लेस करू शकतो. म्हणून मला त्या खूप युनिक वाटतात.
हो ना. अगदी बरोबर. हो.
आणि ना काही गाणी अशी असतात, की जे फक्त त्या एखाद्या मूव्ही सीनमुळे आपल्याला आठवण राहतात. तर तुमच्यासाठी असं काही आहे का, की कोणता एखादा चित्रपट आहे, की त्याच्या सीनमुळे तुम्हाला ते गाणं आवडलं असेल आणि तुम्हाला ते नेहमीच एकदम लक्षात राहिलं, की तुमच्या आवडीचं ते एकदम मोस्ट फेव्हराइट झालं, असं काही आहे का?
अमर प्रेममध्ये जी गाणी आहेत, मिस्टर राजेश खन्ना, त्यांची जी गाणी गाणी आहेत. अरे काय गाणी आहेत यार!
हं, हं.
की कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है ना. मला असं वाटतं, की ते गाणं म्हणजे प्रत्येक जख म्हणजे प्रत्येक ह्याच्यावर जालीम ईलाज आहे. लोकांचं काय बोलतच राहतात. तुम्ही तुमचं काम करत राहा.
हो. हो अगदी बरोबर. <chuckles>
कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना, छोडो बेकार की बातें. त्यामुळे मला असं वाटतं, आपला सार आहे तो. ते गाणं म्हणजे अगदी माझं फेव्हरेट आहे. ते गाणं ऐकलं की मी परत प्रफुल्लित होते, की चला जाऊ द्या, सोडा कुणी काही बोलू दे.
हं. मग तेच तेच <chuckles> अगदी बरोबर आणि जर तेच जुनी गाणी आजकाल रिमिक्स भरपूर होतात, तर ते तुम्हाला आवडतं का की जुनी गाणी रिमिक्स करून प्रेझेंट केलेलं आहे ते?
<laughs> हां, म्हणजे ठीक आहे. रिमिक्स पण करा हरकत नाहीये. ठीक आहे. करू शकता. कारण की पुन्हा ती गाणी आपण ऐकतो त्याच निमित्ताने.
हो. हो. अगदी बरोबर बोललात तुम्ही आणि आज इतका छान तुम्ही मला सांगितलं ना, तुमचे गाण्यांबद्दल आणि तुमच्या लहानपणापासून गाण्यांची आवड, ते मला खूप मजा आली ऐकायला. तुमचा खूप-खूप धन्यवाद तुमचे हे अनुभव शेअर केल्याबद्दल.
नक्कीच. पुन्हा भेटू.
हो. भेटू.

आणि इतकं सुंदर हो. मराठी चित्रपटाची गाणी सुद्धा आता हल्ली इतकी छान आली आहेत. मला खूप मज्जा वाटते ती आणि क्लासिकल सिंगिंग
ते तुमच्या आवडीचं आहे. हं, हो ना. तुम्हाला एखादं एखादं गाणं कशामुळे आवडतं त्याच्या बीटमुळे, की त्याच्या व्हिडिओमुळे की त्याच्या लिरिक्समुळे तुमचं लक्ष त्यावर सगळ्यात प्रथम कशावर जातं?
हो, हो. हं. मला वाटतं प्रत्येक गाणं ना, वेगवेगळ्या गोष्टीसाठी मला आवडतं. जसं ए. आर. रेहमान यांचं गाणं ऐकलं ना, की मला ते त्यांच्या जे संगीतबध केलेल्या ज्या लयी आहेत किंवा वेगवेगळे जे इन्स्ट्रुमेंट आहेत त्याच्यासाठी आवडतं. आणि जर गुलजार साहेबांचं एखाद गाणं असेल तर मग मला ते गाणं त्यांच्या लिरिक्ससाठी आवडतं. गुलजार साहेबां की हो, की
अच्छा. हां. हां, हां. बरोबर.

आणि
हो. हे चांगलं सोल्युशन आहे. म्हणजे खूप लोक असे सय्याराची गाणी म्हणत म्हणत पिऊन खडलेले असतात इकडे-तिकडे. म्हणजे ते सगळं करण्यापेक्षा एखादं छानसं असं म्युझिक प्लेलिस्ट बनवून ते ऐका ना, म्हणजे खूप तुम्हाला आराम पण मिळेल आणि तुमचा मूडही चांगला होईल, नाही का?
<chuckles> हो. हो. कारण की सकाळी मला असं वाटतं की मी जेव्हा उठते, जसं ते बिग बॉसमध्ये दाखवतात ना ते लोक, की सकाळी उठल्यावर त्यांना ते गाणं चालू होतं आणि सगळे डान्स करतात.
हं. हो. म्युझिकवर उठतात.
हो. म्युझिकवर उठतात. माझं तसंच आहे. मी सकाळी उठले की 1 गाणं लावते आणि ते फास्ट बीटचं गाणं लावते. म्हणजे सकाळी उठून आप हां, की सकाळी उठून आपल्याला असं वाटतं ना की "अरे यार खूप कंटाळा आलाय, पण आता काम तर करायचं"
अरे वाह! हां. शांत आहे.
आज तर उठून जायचंच आहे कारण की अगदी कालचा पण बॅकलॉग आहे तो पूर्ण करायचा आहे. त्यामुळे मी ठरवते की "आज सकाळी उठलं की एखादं फास्ट बीट" आणि त्याच्यामध्ये ही जी पंजाबी म्युझिक बीटवर गाणी आहेत
हां.
ते लावाय एक मला आठवतंय एकदा तर मी पूर्ण आठवडाभर ते विकी कौशल तोबा तोबा गाणं लावलं होतं. आणि <chuckles> आणि ते गाणं
हां, हां. अरे बापरे! <chuckles> आणि नाचत-नाचत उठलात का? <chuckles>
हो, हो, नाही, कारण तो पूर्ण आठवडा म्हणजे मला आठवतंय जसं-जसं मला एक ठरलेल्या असाइनमेंट्स आहेत त्या पूर्ण करायच्यात. मग ते गाणं आपण लावलं की तिशी तशी ती एनर्जी पण तुमच्या अंगात येते असं मला वाटतं. की मग ते गाणं लावायचं त्या म्युझिकवर थोडा डान्स करायचा, पटकन आपलं सगळं मॅनेज करायचं, नाश्ता वगैरे बनवून डब्बा वगैरे घ्यायचं आणि यायचं. आणि संध्याकाळी, रात्री झोप येत नसेल, मग अशी स्लो पेसची गाणी लावायची, जसं तुम्ही सुरुवातीलाच म्हणालात लग जा गले आहहा! काय गाणं म्हणालात तुम्ही, अरे वाह! म्हणजे लग जा गले तर खूप फेव्हराइट आहे माझं पण तरी. मग अशी ती लता दीदींची गाणी लावायची जी जरा अशी स्लो पेस आहे.
हं, हं. अच्छा. हां. हो, हो. त्यांचा आवाज तर म्हणजे वर्ल्डवाईड ते किती फेमस आहे आणि किती त्यांचे फॅन्स आहेत आजपर्यंत म्हणजे ते अ, फॉरएव्हर अशी आवाज अ, असतात ना. आपण म्हणतो की ते सदा जिवंत राहणार त्यांचा आवाज, तसं आहे.
नक्कीच. हो. असं म्हणतात ना की त्यांची गाणी कुठेतरी सतत वाजत असतात.
आणि हां. हो ना. म्हणजे कुठेही जा तुम्ही म्हणजे फक्त भारतात नाही, तर दूर देशात पण जरी तुम्ही गेलात आणि त्यांना बॉलिवूड म्हणजे लता मंगेशकरांचा आवाज त्यांना माहितीच असतो. असं कोणीच नाहीये ज्यांना नाही माहिती ते, नाही का? आणि त्यांचा आवाज इतका ना फेमस आहे की लोकांनी ते बॉलिवूडचं दुसरं नावसारखच ते मानलेलं होतं आधी.
हो.